<laughs> म्हणजे खरंच तुम्ही खूपच मला वाटतं ना, की महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला, की मोकळा वेळ अ, हे दुर्लभच झालंय ना, आज धकाधकीचं जीवन आहे, काम आहे, फॅमिली आहे, तर मोकळा वेळ असं शक्यतो मिळतच नाही आणि मिळाला ना, की अ, आपल्यालाही असं काहीतरी वाटतं, की काहीतरी करावं कारण सोशल मीडिया पण आहे बरं का एक ते भरपूर लोकं तेच पसंत करतात. पण माझं थोडंसं वेगळं आहे. मोकळा वेळ जेव्हाही मला मिळतो ना, तेव्हा मला काहीतरी बनवायला आवडतं आणि जी गोष्ट बनवायला आवडते ना तर ती आहे छान-छान पदार्थ. मला बनवायला आवडतात. म्हणजे मला लहानपणापासूनच ना, स्वयंपाकामध्ये थोडासा इंटरेस्ट आहे आणि अगदी मला आठवतंय, जे मी अ, गंमत तुम्हाला सांगतो, की लहानपणी एकदा मला नाही का भाजलेल्या शेंगा खूप आवडायच्या, ओल्या शेंगा असतात ना भुईमुगाच्या त्या भाजलेल्या, तर मी एकदा काय केलं होतं ना, थोडंसं मी बघायचं घरचे कसे करतात वगैरे, तर एकदा मग भाजलेल्या शेंगामध्ये मी काय केलं, मी म्हंटलं, "आता मी बनवू का भाजलेले शेंगा?" ते म्हणले, "बनव." मी गेलो. कढईचा गॅस चालू केला, कढई ठेवली आणि तेल टाकलं. <laughs> तर त्या तेलामध्ये अशा शेंगा सगळ्या परतल्या. म्हणजे ते मला आठवतंय तर तसं माझा प्रवास सुरू झाला म्हणजे तिथून काइंड ऑफ. तर तो आज पण मी प्रयोग करत राहतो वेगवेगळे आणि नेमकं ते चांगलं बनतं असं बाकीचे म्हणतात आणि मलाही ते छान वाटतं, तर बरं वाटतं करतो म्हणजे मी.
बरोबर. बरोबर. हो. हां. अरे वा! छान. हां, हां, हां. अरे वाह! खूपच छान. बर एक अ, म्हणायला गेलं तर म्हणजे तुम्ही ते शेंगाचं सांगितलं, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं छान काही बनवायला आवडतं का? म्हणजे जे, की अ, एक चांगली पण ती डिश आणि सगळ्यांना ती आवडेलसुद्धा.
हां. हं. हो, हो. मला तर खूपच म्हणजे आवडतात वेगवेगळ्या डिश बनवायला. तर माझी स्पेशलिटी तर आहेत ना, काही-काही डिश जसं, की मला व्हेज बिर्याणी खूप चांगली बनवायला जमते. त्याच्यामध्ये मग मी सगळी प्रोसेस फॉलो करतो, असं खाली लेयर देतो भाज्यांचं वगैरे, वरती भात टाकतो आणि मग ते असं एकदम हॉटेलसारखी बनते ती बिर्याणी, तर ती खूप छान मला आवडते बनवायला. त्याच्यानंतर मला ते सोयाबीनची अ, असं सोयाबीन असतात ना, ते अ, न्यूट्रेला, वगैरे, तर त्याच्यात ती असं अ, त्याचं अ, काय म्हणतात त्याला भुर्जी, सोयाभुर्जी तर ती बनवायला आवडते. अ, त्यानंतर <chuckles> मला ते उपीट पण अ, छान जमतं, पोहे, उपीट आणि
अरे वाह! हां, हां, हां. हो, हो, हो. हां, हां, हां. हां, हां, हां. अरे वा! खूप छान. उपीट म्हणजे?
अ, उपमा.
ओके, ओके. अच्छा, हो, हो, हो. उपमा माहितीये. मी उपीट फर्स्ट टाईम ऐकलं त्याच्यामुळे विचारलं.
रव्यापासून बनतात ते. हां, अ हां, हां, हां, हां, हां. उपीट, उपमा काय आमच्याकडे उपीट त्याला म्हणतात, तर ते आम्ही बनवतो. तर अ, आहे. त्याच्यानंतर ओट्स ओट्सचे पण उपीट बनवतो आम्ही, ओट्सचा उपमा, तर त्याच्यामध्ये कसं ओट्स वगैरे भाजून घेऊन सेम तसंच, प्रोसिजर तेच, फक्त ओट्स भाजून घेऊन बनवायची. तर ते आहे. परत अ, ते कस्टर्ड असतं बघा, फ्रूट कस्टर्ड तर ते बनवतो. असं मला वेगवेगळे पदार्थ बनवायला, खायला आणि खायला घालायला आवडतात म्हणजे मजा येते आणि.
हां, हां, हां. हो, हो, हो, हो. हां, हां. हो, हो, हो. हो, हो, हो. अरे वा!